तंत्रज्ञानाने फायदे पण अ, खूपच झालेत मला तर फायदे जास्त झालेत, पण कधी-कधी नुकसान पण होतात, नाही का. अ, हं, फायदा तर अ, जसं कॉन्टॅक्ट लेन्स किंवा आपण जे काही वापरतो, चष्मा वगैरे तो एक फायदा आहे. मोबाईल वगैरे वापरतो आणि मोबाईलवरूनच आजकाल तिकीट बुक करतो आपण, पैसे इकडून-तिकडून सेंड करतो. हे पण फायदा आहे त्यामध्ये आणि अ, तोटा असा मी म्हणेल की तंत्रज्ञान जसं-जसं वाढत ना, अ, म्हणजे आपलं अवलंबित्व जे आपण म्हणतो, खूप जास्त होतं बघा. म्हणजे अ, तंत्रज्ञानावर किंवा एखाद्या टेक्नॉलॉजीवर मग ते कुठेतरी अवघड होतं. फोनचचं उदाहरण घ्या ना ओ, त्यावर आपण सोशल मीडियावर इतका आजकाल टाईम पास करायला लागलोय म्हणजे ते अ, इन्व्हेंट कशासाठी केलं होतं सोशल मीडियावर? या एक दुसऱ्यांसोबत कनेक्ट होण्यासाठी, काही क्वालिटी कंटेंट शेअर करण्यासाठी, पण आता तिकडे पूर्ण म्हणतात ना, एक पसाराच झालाय कंटेंटचा म्हणजे अ, क्वालिटी कंटेंट आहेच नाही, दांगड दिंगा खूप झालाय आणि क्वालिटी कंटेंट कुठेतरी जे ओरिजिनल त्याच मोटिव्ह होतं, ते कुठेतरी संपत चाललंय, कनेक्ट होण्याचा मोटिव्ह होत ते पर्यंत संपत चाललंय. तर ह्या गोष्टी आहेत तंत्रज्ञान जेव्हा अ, ओव्हरयुज होतं किंवा म्हणतात ना, अतिरेक ज्याला होत म्हणतो आपण ते होतं, हो.
अच्छा! हां, बरोबर. हां, हां, हो. हां, बरोबर, हो. हो, हो. अगदी बरोबर. हो. टाईम पास, बरोबर. हां, कनेक्ट व्हायला, बरोबर. बरोबर. <chuckles> हो. बरोबर. हां, हां. हो बरोबर. हां, हां, हां, हो, हो.